त्यांनाच डिस्टर्ब होतयं आणि ते म्हणजे ते टीचर होते, शिक्षक होते. ते परत-परत येऊन लोकांना विनंती करत होते. "अहो, आम्ही बाहेरून बोलावलं आहे फोटोग्राफर, तो काढेल फोटो, व्हिडिओ. तुम्ही बसा, तुम्ही बघा." तरी लोकांना पटत नाही. आपल्या मुलांचे क्षण हे आपण आपल्या फोनवर अ, घ्यावे. तर म्हणून आणि मी पण केलंय. मी दुसऱ्यांना काहीही बोलत नाहीये. मी पण हेच केलंय. पण कुठे ना कुठेतरी मला जरी आणि माझा मुलगा चिडला आणि घरी येऊन मला बोललासुद्धा, की "असं का केलं?" म्हणून "मला नाचताच आलं नाही. तुम्ही समोर सारखं ओरडत होता माझं नाव, तर मला नीट परफॉर्म नाही करता आलं." तर अ, पण असतं ना कधी एक आपुलकी असते म्हणजे आपल्याला काही करावसं वाटतं का आणि हातात मोबाईलही असतो तो लोकं करतात.
बरोबर. हो ना. बरोबर. बरोबर. बरोबर. हो.